आजकालच्या डिजिटल सक्षम युगात, बघा ना, खूप जास्त अवघड झालं आहे आपलं आयुष्य <chuckles> ऑफलाईन जगणं आणि खूप जास्त आपण ऑनलाइन राहतो. अ, आपण असं म्हणू शकतो की 80% ऑनलाइन राहतो आणि 20%च ऑफलाईन. तर तुम्हाला वाटतं का हो की तुमची ऑनलाईन म्हणा आणि वास्तविक जीवनातली ओळख ही कुठं ना कुठेतरी एकच झाली आहे का अजून ही वेगळी आहे?
हो. बरोबर. मला असं वाटतं की जी ऑनलाईन ओळख आहे आपली, ती वेगळी झालेली आहे आणि वास्तविक जीवनातील ओळख अगदी वेगळी झालेली आहे. का बरं? म्हणजे आम्ही पाहतो की अनेक प्रोफाइल जे आहे, ते ऑनलाईन पद्धतीने वेगळ्या बनवल्या जातात. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारे दाखवले जाते. आजकाल फिल्टर वापरले जातात. कधी-कधी खूप अ, म्हणजे अडचणी येतात की ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यांना की त्या प्रोफाइलच्या व्यक्तीचे फोटो आणि रियल माणसाचे फोटो अगदी वेगळी दिसते आम्हाला, कारण की फिल्टर्स वापरलेले असतात.
हां. हो.
खरोखर त्याप्रमाणे तो व्यक्ती नसतो ही देखील आणि कधी-कधी तर आज आम्ही पाहतो की खूप सारे लोक ऑनलाईन पद्धतीला किंवा ऑनलाईन फोटोलाच पाहून अ, निर्णय घेतात आणि ते त्यांच्या जीवनामध्ये चुकतात. तर मला तर कुठेतरी वाटतं की आपण ऑनलाईनच्या ज्या प्रोफाइल्स आहेत, रिअल लाईफची जी ओळख आहे, याच्यामध्ये खूप फरक दिसतो. कारण की प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी वाटतं की वरचढपणाने कसं आपल्याला स्वतःला चांगलं दाखवता येईल आणि तुम्ही कोणाची अशी प्रोफाइल पाहिली का, त्यांनी त्याच्याबद्दल नेगेटिव्ह त्याच्या प्रोफाइलवरती टाकलेलं आहे? नाही.
अगदी खरं आहे. हो. हम्म. कधीच नाही.
हो, तर तो आपल्याला माहीत नाही, जे आपल्याला दिसतं ऑनलाईन प्रोफाईलमध्ये ते अगदी अ, म्हणजे दुसऱ्याला आवडेल असंच दिसणारी गोष्ट आहे.
अगदी खरं आहे. पण तुम्ही वरचढ हा शब्द वापरलात पण आजच्या युगात बघा ना, हे फॅशनचं युग आहे, हे पैशांच युग आहे, हे थोडंसं एक शो ऑफ करायचं ही युग आहे. तर त्यात स्वतःला वेगळ्या पद्धतीने किंवा चांगल्या पद्धतीने किंवा थोडंसं वाढवून, पेश करण्यात काय चुकीचं आहे असं तुम्हाला वाटतं बरं?
हां, हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. आजचं जरी फॅशनचं युग असलं ना, ठीक आहे तुम्ही दाखवा तुमची फॅशन त्याला माझं नकार नाही आहे. परंतु त्या फॅशनेच्या पलीकडे ही लोकं दाखवतात आजकाल. मी म्हणत नाही, चांगले कपडे घालू नका, चांगलं दिसू नका, फिल्टर्स वापरू नका. पण एवढे फिल्टर्स वापरायला राहतं की माणूस ओळखूच येत नाही, कधी-कधी. <chuckles> हे ना? तर त्या फिल्टरच्या मागचा चेहरा तुम्ही दाखवा, जे रिअल आहे ते दाखवा, जे रिअल काम करता, ते दाखवा. आज आम्ही पाहतो आहे की भरपूर लोकं जिकडं इकडं-तिकडं जातात आणि आम्ही पाहतो की अ, इकडं अ, म्हणजे आम्ही गेलोत, हे खाल्लं, ते खाल्लं मी अ, हे काय? रेस्टॉरंटमध्ये मोठ्या हॉटेलला गेलो, ताज हॉटेलला गेलो.
हं. <chuckles> अगदी खरं आहे. हो, हो.
ह्यावर ह्या सर्व गोष्टी दाखवायचा, हेतू काय राहतो बरं लोकांचा? मला ते कधी अजूनही कळालेलं नाही. तुमचं लाईफ तुम्ही जग जग अ, जगताय, खूप छान आहे, जगा. याच्यापेक्षा ही सुंदर जगा, पण दुसऱ्याला दाखवून तुम्ही काय मिळवण्याचा प्रयत्न करता की तुम्ही हे लाईफ जगत नाही आहे, असा तर प्रश्न नव्हता? किंवा
हम्म. नक्की.
अ, तुमच्या जीवनामध्ये काही गोष्टी कमी आहेत आणि माझ्यात आहेत, म्हणून अ, असा ही एक भाग मला कधी-कधी वाटतो. तर दाखवण्यापेक्षा तुम्ही तुमचं एन्जॉय करा. आणि तुमचं जीवन व्यवस्थित जगावं, असं मला वाटतं.
अगदी छान बोललात तुम्ही की दिखावा कशाला करायचा आहे, तुम्ही तुमच्या आयुष्यात एन्जॉय करा ना, पण मला एक छोटंसं तुम्हाला उदाहरण द्यायचं आहे. जर, उदाहरणार्थ एखादी मुलगी म्हणा किंवा मुलगा अ, थोडासा, काळा-सावळा असेल आणि त्याला थोडासा कमीपणा वाटत असेल त्याबद्दल, जे ठीक आहे. आपल्या भारतात होती ती गोष्ट बरीच, होत असते आणि ते Fair and Lovely वगैरे, सारखे प्रॉडक्ट येतात आणि वाटतं की गोरं असणंच, म्हणजेच चांगलं. मग तशा व्यक्तींनी जर स्वतःला थोड्याश्या चांगल्या पद्धतीने प्रस्तुत केलं, तर ते का चांगलं नाही आहे, असं तुम्हाला वाटतं? म्हणजे हे हे एक उदाहरण घेऊन सांगाल का?
हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हं, हं. हो. हो. हो. हं, हं. लावा ना, फेअर एंड लव्हली लावा, माझं असं म्हणणं आहे. लावू नका अशातला भाग नाही आहे. मी पण क्रीम लावतो. पण असा मेकअप नका करू, की त्यामुळे तुमचा खरा चेहरा. आम्ही पाहतो, की भरपूर ब्युटी पार्लर्स उघडले गेलेले आहे. आणि मी खूप लग्न समारंभ पाहिले, की अ, म्हणजे आमच्या जवळचे लग्न संब समारंभ, आमच्या गावातले नग लग्न-समारंभ. अजूक भरपूर गोष्टी आम्ही पाहिल्यात, की ज्याच्यामध्ये जी व्यक्ती सकाळी तशी दिसतच नाही, तशी दिसते ती कधी संध्याकाळच्या वेळेस, ज्यावेळेस ती ब्युटी पार्लर मधून येते. आणि तुम्ही इंटरनेटवरती असे हजारो व्हिडिओ पाहणार, की ज्याच्यामध्ये भिकारी लोकं, म्हणजे ट्रायल बेसवरती असतात ते, किंवा दाखवण्यासाठी असतं, की मेकअप तुमचं रूप कसं बदलू शकतो. तर भिकारी लोकांना उचललं जातं. आणि त्यांचा मेकअप केला जातो. किंवा काम करणाऱ्या लोकांना उचललं जातं. आणि त्यांचा मेकअप केला जातो. आणि ते एकदा एका एकदम हिरोईन्यापेक्षा ही खूप सुंदर दिसायला लागतं.
हो. अ, हो. अगदी बरोबर आहे. हां. हो. हो. मेकओवर जे म्हणतात.
तर म्हणजे हो. तर त्याच्यामध्ये सर्व फाउंडेशनचं राहतं. आणि मग मला वाटतं, हे कुठेतरी चुकीचं आहे. आणि त्याचेच फोटो भरपूर प्रमाणात अ, मी पाहिलं, की माझ्या मित्राच्या जीवनात ही एक अशीच घटना घडली.
सांगा ना.
की तो ऑनलाईन असताना, एका मुलीचा फोटो त्याच्या समोर आला आणि तो ही मुलगी खूप सुंदर होती आणि तिला Facbookवरती तिच्याशी त्याने मैत्री केली आणि ते रात्र, रात्रभर जागायचं, त्याला जेवणाचं भान नाही राहिलं. काही नाही त्यांच्या मध्ये चांगलं प्रेम झालं आणि खूप छान बोलायचं, बोलण्यात काही प्रॉब्लेम नव्हता. मी ही ते शब्द ऐक म्हणजे ऐकले, त्यांनी दाखवले मला रेकॉर्डिंग करून. तर यस ओके, इट्स ओके! म्हंटलं काहीच प्रॉब्लेम नाही आणि दिसायला पण खूप सुंदर. अरे वाह!
बरं. आई ग! हां.
आणि एक दिवस त्यांना भेटण्याची वेळ आली. डेटचा टाइम आला बरं आणि मग काय झालं आणि तो तिला पाह म्हणजे तिने त्यावेळेस ही मेकअप केलेला होता. पण जशी त्याने विचारात ठेवलेली होती तशी ती नव्हती. आणि
हां. ओह!
आणि त्यामुळं तिची त्याची हिरमोड झाली कुठेतरी आणि तो नाराज झाला म्हणजे. प्रश्न हा उठला की दाखवणं का गरजेचं होतं, मला तर तशी ती आवडतच होती तो म्हणे. जसं मी तिच्यावरती म्हणजे बोलायचो, आम्ही रात्र, रात्रभर सांगायचो येस, इट्स ओके म्हणे, पण एक कुठेतरी एक, म्हणजे विश्वास उडून जातो की ह्या जर गोष्टी लपवायच्या लपू म्हणजे ही छोटी गोष्ट आहे. ही लपू शकते, तर अजून किती मोठी गोष्टी असतील, की त्या लपवल्या नसतील तिने? तर हा प्रश्न पडतो.
हां. अच्छा! हो, बरोबर. किती सुंदर म्हणजे तुम्ही म्हणताय, की तो मित्र म्हणाला की तिच्यावर तर खरं प्रेम होतच, तिच्या चेहऱ्यापेक्षा किंवा सौंदर्यापेक्षा, पण तिने लपवायची गरज नव्हती.
हं, हं. हो, अगदी बरोबर. आणि म्हणून, मग बोलत असताना काहीतरी ऑनलाईन फोटो टाकून द्यायला पाहिजे नव्हता रीअलचा, असं त्याला वाटलं होतं. इट्स ओके पण, चालतं काही प्रॉब्लेम नाही असं तो म्हंटला आणि पण नाराज झाला होता एवढंच मला दिसलं. तर अशा प्रकारचे परिणाम होता.
हं. हां, बरोबर आहे, बरोबर आहे. हो. पण, ते असं का करतात लोकं असं तुम्हाला वाटतं बरं, का करतात लोकं असं?
नाही, भारतीय संस्कृती काळा आणि गोराचं भेद पहिल्यापासूनच चालू आलेला आहे. आणि गोरा म्हणजे खूप सुंदर आणि काळा म्हणजे एवढं सुंदर नाही, हा भाग आहे. प्रत्येकालाच गोरं होऊशी वाटतं म्हणून भारतामध्ये, प जे गोरं बनण्याचे प्रॉडक्ट आहेत ते सगळ्यात जास्त खपले जातात किंवा विकले जातात मला असं वाटतं. <chuckles> तर त्याच्यामध्ये हां, काहीच प्रॉब्लेम नाही मी म्हणतो पण तुम्ही दाखवा जे आहे ते, आणि ऑनलाईनवरती तर हे सर्रास चालू आहे, माझी ओळख, माझी गाडी. दुसऱ्यांच्या गाडीसमोर उभं राहणार आणि ते फोटो काढणार आणि जशी ती माझीच गाडी आहे, माझी बुलेट, माझं घर शेवटी इथंच राहणार आहे. <chuckles>
हो, ना. बरोबर. हो. असेलच नक्की. अगदी खरंय. खूपच अ, खोल आणि गंभीर अशी गोष्ट बोललात. पण बघा ना, आता हे तुम्ही आणि मी समजतोय, पण कदाचित एक 19-20 वर्षाचा मुलगा किंवा मुलगी ज्यांना एकदम फिट दिसायचं आहे, हॉट दिसायचं किंवा एकदम स्लिम व्हायचंय, छान दिसायचंय. अ, त्यांच्या मनात अगदी नैसर्गिकरित्या तो एक फोमो जे म्हणतात ना, फीअर ऑफ मिसिंग आउट. की मी नाही केलं, तर मी मागं राहीन आणि हे माझ्या गावातलेच किंवा माझ्या शहरातलीच लोकं किती पुढं जातायत, थोडासा मेकअप करून किंवा थोडंसं बदलून. तर तुम्ही अगदी ह्याचही उत्तर दिलं आहे, की थोडंसं करा, ओळख बदलू नका. पण मग, इथेच जेव्हा काम मिळवण्याचं एक अ, आपण बोललो, की काम मिळवायचं असेल मला ज्यासाठी ॲक्टर लोकं ही अ, चेहऱ्यावर पेंट लावतात, तर मग ह्यांनी हे करावं का, काम मिळवण्यासाठी तरी, पैसा मिळवण्यासाठी तरी?
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हो. हो. हं, हं. बरोबर आहे. नक्कीच करावं. का बरं करू नये माहिती आहे का? तो त्यांचा अ, म्हणजे पैसे कमवण्याचे म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आहे. समजा मी काम करत असतो तर आणि मला तिथले नियम, अटी पाळावेच लागणार आणि त्याप्रमाणे ते त्यांच्यासाठी अटीच आहे. तुम्ही जर चांगलं दिसणार नाही तर विकलं न विकलं नाही जाणार, आहे ना? म्हणजे किंवा तुमच्याकडून ते प्रोडक्शन त्यांना भेटू नाही शकणार आणि त्याच्यामध्ये असे ही कॅरेक्टर असतात की जे आईचं रोल निभावतं, ते सुंदर नाही दिसत. तर म्हणजे ते कॅरेक्टर तुम्हाला जे दिलंय, त्या प्रमाणेच तुम्हाला राहावं लागतं. आम्ही पाहत नाही की अमिताभ बच्चन हमेशाच गोरापान आणि चांगलाच दाखवलं जातं. कधी-कधी केस ही विखुरलेले किंवा बिना मेकअपचा ही दाखवला जातो. हो. पण तुम्ही एअर होस्टेसला पाहिलंत का? एअर होस्टेस कधी पण तुम्हाला चांगलीच दिसणार आणि सुंदरच दिसणार आहे ना.
बरोबर. बरोबर. अगदी. हम्म.
तर प्रश्न या ठिकाणी हा उभा राहतो की तुमचं कामावरच्याबद्दल माझी कोणतीही प्रकारची शंका नाहीये किंवा माझं काहीच म्हणण्याचं काम नाहीये. पण तुम्ही जे आहे, ते स्वतःला प्रेझेंट करा आणि खूप जास्त प्रमाणात नका करू की प्रेझेंट कमी असा आहे. नाही, मग ते कुठे तरी थोडं फार फसवण्यामध्ये ही कल जातो आपला किंवा लोकांवरचा विश्वास उडतो. कारण की रात्रभर आम्ही मेकअप करून नाही झोपू शकत किंवा तसं दाखून नाही झोपू शकत आहे ना. आम्हाला रिअल व्हावंच लागतं आणि कधी-कधी आपल्याला स्वतःलाही देखील आयुष्यामध्ये चांगलं पाहण्याची सवय पडल्यावर आहे ना, आपलं खरं रूप पाहिल्यानंतर आपलं मन ही कुठेतरी दुखतं आणि आपण अ, त्या खोट्याच जगात अ, वावरण्याचा प्रयत्न करतो, असं मला वाटतं.
हम्म. मोडू शकतो. बरोबर. अगदी बरोबर. वाह! किती छान! म्हणजे <clears throat> आपण रात्री मेकअप करून नाही झोपू शकत आणि तो मेकअप काढल्यानंतर चेहरा जर आपण आरशात बघितलं तर स्वतःवर प्रेम कमी नाही व्हायला पाहिजे, नाही का? पण असं प्रेम होतं, लोकांचं कमी आणि त्याच्या मानसिक स्वास्थ्यावरती तुम्हाला असं वाटतं का की दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतो? खास करून लहान मुलं-मुलींच्या.
हं, हं. हो, अगदीच बरोबर. <chuckles> अगदीच, अगदीच. अ, होऊ शकतो, कारण की जर अ, हे परिणाम म्हणजे कसे होतात माहिती आहे का? आम्ही पाहतो, की मेकअप खूप प्रमाणात केला जातो आणि त्याच्यावर ते ए साइड इफेक्ट होतात चेहऱ्यावरती. कारण की अ, त्या ठिकाणी फाउंडेशनचे प्रकार आहेत, मला जास्त माहीत नाही, मी एकदा पाहिले होते. आणि लहान मुली देखील आणि मुलं देखील ह्या सर्व गोष्टी करतात, तर त्यांच्या चेहऱ्यावरती होतोच आहे. कारण की एक लेप नसतो, एक लेयर नसती ती मेकअपची. <chuckles> त्या अनेक लेयर्स असतात त्या, त्या फिट दिसण्यासाठी, चमकदार दिसण्यासाठी, अजूक अजून फाउंडेशन मारलं जातं. म्हणजे ते एक प्रकारची, जशी आपण घराला पुट्टी मारतो ना, त्याच प्रकारचा भाग आहे. <laughs> नाही, कसं कोणाला पटत नसेल, पण माझे ते विचार आहेत आणि त्याच्यामुळं मी बोललो तसं. आणि कोणाला वाईटही वाटलं असेल तर मी म्हणजे मला कोणाला दुखवण्याचा हेतू नाही आहे. परंतु एक मित्राप्रमाणे चर्चा चालली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तर हं, हं. हं, हं, हं. तर अ, ठीक आहे, ज्याचं जीवन आहे ते जगू शकता. परंतु त्याच्यामधून कोणी फसला नाही पाहिजे ना, हाच हेतू माझा आहे. आणि तुम्ही जगा
बरं. हो, हो. बरोबर आहे. अरे! अरे. <chuckles> वाह! काय तुलना केली. <chuckles> भिंतीची आणि चेहऱ्याची. नाही, नाही. अगदी खरंय. नाही, नाही. अगदी बरोबर तुम्ही बोलताय. हो, बरोबर. मग तुमच्या समोर असा कोणी व्यक्ती आला आहे का, की जो अ, म्हणजे नाव नको आहे अर्थात, पण जो ऑनलाईन वेगळा वाटला होता तुम्हाला आणि प्रत्यक्षात अजिबातच, जसा ऑनलाइन हीरो वाटला होता आणि प्रत्यक्षात झीरो निघाला?
हं, हं. हं, हं. हं, हं. हो, हो, भरपूर व्यक्ती भेटलेत मला आणि त्यांचं दाखवणं ऑनलाइनमध्ये वेगळं.
एक नाव न घेता उदाहरण द्या बरं.
अ, माझ्या मित्राचा मित्र होता. मै मित्राची मैत्रिणीच होत्या, लेडीजमध्येच मला जास्त भेटलेले आहेत. आणि ह, त्याच्यामध्ये मी मुलांना तर मी जास्त पाहिलं नाही, की ते जास्त मेकअप किंवा दाखवण्याच्या गोष्टी करतात परंतु स्त्रिया कधी पण पोस्टिंग, तुम्ही पाहिलं ना, पोस्टिंग रेट्स कोणाचे सर्वात जास्त आहे, तर स्त्रियांचे आणि मुलींचे. जे 16 वर्षापासून पुढचे आहेत. त्यांचे हाय रेटिंग्स आहे. पोस्ट करण्यामागं आणि इतर वस्तू. म्हणून अ, जे एडव्हर्टायझर म्हणताना, तर ब्रँडिंग करायची तर मुलींतर्फे आणि अ, जे लोकं समजा जास्त अ, WhatsApp वापरतात किंवा त्यांना आवडतील अशाच गोष्टी करा आणि ते मुलींचं ब्रँडिंग खूप फास्ट प्रमाणे पसरतं, कारण की ते खूप पोस्ट करतात ह्या गोष्टी हो.
अच्छा. हो, अच्छा. हो का? हो.
हं, हं.
पण मग ते, उदाहरण आलं होतं, तुमच्या समोर असं काही?
तर मला असं वाटतं. हो, म्हणजे मी, आपण जर डाटा पाहिला ना तुम्ही पोस्ट कोण जास्त, सर्वात जास्त करतं, तर तुम्ही Googleवरती सर्च करू शकता. पोस्ट कोण जास्त करतं? म्हणून, तर तुम्हाला मुलींचं प्रमाण जास्त दिसंल. अ, ज्या Googleवरती, Facebookवरती जास्त, Facebookवरती जास्त पोस्ट करतात त्या पहा तुम्ही. स्त्रिया आहे का पुरुष आहे तुम्ही विचारू शकता. हं.
हां, हां. अच्छा, पण ओ. खरंय, खरंय, असणारच नक्कीच. हम्म, पण ऑनलाइन हिरो आणि ऑफलाइन 0 असं घडलं होतं कधी?
हं, हं. हो, घडलं होतं आणि मी माझी मी ओळखतो. कसं ओळखता येतं माहिती आहे का, फाउंडेशनच्या विषय आपला पहिल्यापासून चालू आहे ना, तर चेहऱ्याचं फाउंडेशन, त्याच्या हातासोबत मिळतंय का? त्याच्या माने सोबत मिळतंय का? <chuckles> हो आणि कळतंय आणि मला कोणाला दुखवण्याची भावना नसते, कारण की त्यालाही, त्याचं जीवन जगण्याची मुभा आहे, तोही जगू शकतो. हो, पण त्याच्यातनं कोणी फसवला नाही जात, हाच माझा प्रयत्न राहतो आणि तुम्ही कोणाच्या जीवनामध्ये, तशा प्रकारचा प्रभाव टाकण्यासाठी हे खोटं रूप वापरतात, तर खरंतर, कुडून पण प्रकट होतच एक दिवस. त्याच्यामुळं तसं करू नये. हो.
हां. ओह! <chuckles> अच्छा निरीक्षण केलत, म्हणजे तुम्ही. नक्कीच. अगदी. शंभर टक्के खरंय. खरंच, खरंच. म्हणजे गमतीशीर उदाहरणं देऊन अगदी विचारपूर्वक तुम्ही अ, स उदाहरणं दिलीत आणि टिप्स दिल्यात, सांगितलंत, समजावलंत की कसं आपण जे ऑनलाईन वागतो, ते वास्तव आयुष्याबरोबर मेळ खायला पाहिजे, जेणेकरून आपलं खरं आयुष्य चांगलं होईल. तर तुमच्याबरोबर संवाद साधून, मला खूप-खूप आनंद झाला. तुमचे खूप-खूप धन्यवाद.
हं, हं. हं, हं. हो. आणि तुमचेही खूप-खूप धन्यवाद, की तुम्ही सर्व संवाद ऐकून घेतला त्याबद्दल. धन्यवाद.